म्हणजे कशाबद्दल आहे तो नेमका कार्यक्रम? म्हणजे ही लोकगीतं वाजवतात. सगळे मिळून गातात असं आहे का?
हो, हो, हो. म्हणजे टाइप्स ऑफ ऑर्केस्ट्रा आहे तो, पण ऑर्केस्ट्रा नाही आहे. एक अ, संगीताची बैठक आहे त्या कार्यक्रमाला, पण अ, माणसाचं सगळं आयुष्य जन्मापासून ते लग्नापर्यंत किंवा लग्नाच्या पुढचं हे अख्खं आयुष्य, या प्रत्येक आयुष्यामध्ये कशी लोकगीतं आलेली आहेत किंवा बालपणाचं कोणतं गीत, मग थोडंसं मोठं झाल्यावर तारुण्यातलं कोणतं गीत, मग लग्न होताना कोणतं गीत? हे प्रत्येक आयुष्याच्या वळणावर वर अ, कशी लोकगीतं कनेक्ट करतात आपल्याला, हे दाखवणारा तो एक कार्यक्रम आहे.
अच्छा. हां. हं. मग मला वाटतं आता माझ्या आणखीन जास्त लक्षात आलंय. जसं तुम्ही सांगितलं ना, नावातच आहे बघा त्याच्या. लोकं प्लस गीत नाही का. म्हणजे लोकांचं कल्चर असो, म्हणजे लोकं ज्यामध्ये येतात जास्त खूप असं समूहांचा त्यांचं वर्णन जेव्हा होतं किंवा कोळ्यांचं जसं-जसं तुम्ही उदाहरण सांगितलं अ, कम्युनिटी असते त्यांची तर त्यांचं हे होतं. तर याला आपण लोकगीत म्हणणार बरोबर? अरे वाह! मस्त समजलं मला नाही का. <chuckles>
हं, हं. गीत. करेक्ट. हां. हां, हां. हो, हो. हं, हं. हं. हो, हो. हो ना. <chuckles>
हां. खूपच छान तुम्ही समजावलत म्हणजे असं उदाहरण देऊन-देऊन मस्तपैकी. या दोघांमध्ये अ, म्हणजे गाण्यांचे उद्देश वेगवेगळे असतात का हो? जसं लोकगीताचं आपलं मला कळालं. पॉपचं काय असतं नेमकं म्हणजे फक्त एन्जॉयमेंट बीट्स, पार्टी एवढंच असतं बहुतेक?
हं. हं. हां. म्हणजे साधारण तसंच असू शकतं म्हणजे अ, जास्तीत जास्त लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी पॉप म्युझिक बनवलं जातं.
अच्छा. म्हणून, आलं लक्षात आता. हं.
म्हणजे विचार करा ना, की एका छताखाली हजार लोकं नाचली पाहिजेत किंवा हजार लोकांनी ते गाणं अ, एन्जॉय केलं पाहिजे, त्यासाठी पॉप म्युझिक बनवलं जातं.
अरे वाह!